एका दृष्टीने पाहिलं तर पालकत्व हे एक देवाचंच स्वरूप आहे. पालकत्वाची स्वरूपं आणि त्याबद्दल आपण बोललो, तर मुलांच्या वाढीसोबत सतत बदलत राहतात नाही का? म्हणजे त्यांच्या गरजा, त्यांचे स्वभाव आणि जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन जसा बदलतो, तसं आपल्याही वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अ, पालकत्व बदलत राहते. तर तुमच्या पालकत्वाबद्दल वयाबरोबर कशी बदल झाली याबद्दल थोडं सांगाल?
हो. हो. हो. हो. हो, नक्कीच, अ, कसं मूल जन्माला अ, यायच्या आधी आपण म्हणजे इतके परिपक्व नसतो, म्हणजे आपल्या ह्याच्यात असतो आणि इतकी जबाबदारीची जाणीवही नसते. म्हणजे तेवढंच काम केलं, की अ, रिलेटेड जेवढं आहे घरात लागतं तेवढं किंवा मोघम बोलणं म्हणा किंवा असं म्हणजे काम आपलं झालं, की बस बाकी काही नको. आणि आपले म्हणजे फोन हां, फोन कॉल्स म्हणा, आपले फ्रेंड्स किंवा आपले रिलेटिव्हज किंवा स्पेशली माहेरचे पाहुणे वगैरे त्यांच्याकडं अटेन्शन वगैरे जास्त असतं. म्हणजे बेसिकली आपण घरात इतकं रुळलेलो नसतो ना, तर त्यामुळे असं म्हणजे सगळं स्वच्छंदपणे आपण चालत असतो. पण ज्यावेळी तुम्ही एका अ, पाल्याचे अ, आई-वडील होता ना, बनता. तर अ, कुठेतरी असं म्हणजे फार अशी एक जबाबदारी आहे आपल्या अंगावर खूप अशी मोठी असं त्याचं म्हणजे फील यायला लागतं. पण असं म्हणजे आपण जाणून-बुजून ते फील येत नाही, म्हणजे येतं ते नॅचरलीच येतं, म्हणजे आपल्यात तसे बदल व्हायला लागतात. अ, म्हणजे ज्यावेळी माझ्या मुलीचा जन्म झाला ना, त्यावेळी मला असं एकदम असं छान वाटलं आणि अशी जबाबदारी पण आपल्यावर खूप आहे तिची केअर आपण कशी करायची, तिची काळजी कशी घ्यायची? म्हणजे या ना त्या इतक्या चिंता असायच्या. हां.
हो. स्वतःकडे लक्ष जास्त असतं. हो, हो, हो. हं. अच्छा. हं. म्हणजे हे उपजत आतूनच येते का भावना?
हो, हो, आतून होते. त्याच्या असा पुनर्जन्म झाल्यासारखा वाटतो आणि एका मुलीची आई किंवा मुलाची आई म्हटल्यावर अशा जबाबदाऱ्या अशा वाटतात आणि फार त्याची अशी काळजी वाटायला लागते, की बाकी काही नको मी आणि माझं मूलच एवढं आणि त्याच्याकडे मला कसं बघता येईल याचाच आपण विचार करतो. आणि बेसिकली तहान भूक सगळंच विसरतो आणि त्याला काही उठेल का, त्याला काही वाटेल का, ते इतकी असं हे वाटतं ना, की आपण इतकं प्रोटेक्टिव्ह राहिलं पाहिजे, की त्याला काही झालं नसलं पाहिजे म्हणजे हां, अशी भावना असते अगदी लहान असताना. मग नंतर अ
हं. <chuckles> हं. मला म्हणजे तुम्ही अ, पुढे जाण्यापूर्वी मला हे विचारायचंय, की पालकत्व छान आहे का त्रासदायकही असतं कधी-कधी?
अ, नाही, असं म्हणजे छान आहेच ते, म्हणजे कुणालाही पालक होणं आवडतंच, पण काही-काही अ, म्हणजे अशा केस म्हणजे हे पण येतात. म्हणजे असे सिच्युएशन किंवा फेजेस येतात, की आपल्याला त्याचा थोडासा शारीरिक त्रास होतो किंवा अ, मानसिक आपण घट्ट व्हायचा प्रयत्न करतो, पण अ, कधी-कधी सिच्युएशनच अशी येते, की अ, त्या शारीरिक व्याधींमुळे ना आपल्याला मानसिक त्रास होतो. असं होतं. हं, म्हणजे अ, त्याच्यानंतर आप
हं. हं. म्हणजे तुम तुम्ही काही अनुभवलंय असं? मानसिक त्रास झाला असं? काय बरं?
हो. हो, हो. तर अ, माझ्या शरीरात खूप बदल झाले आणि बेसिकली मला तब्येत साथ देत नव्हती. म्हणजे मला बऱ्याच अशा व्याधी झाल्या होत्या त्यावेळी. ती जशी-जशी मोठी होईल, तसं-तसं म्हणजे जागरणं व्हायची किंवा काही असं म्हणजे अ, मला थायरॉईड डिटेक्ट झाला होता त्यावेळी आणि म्हणतात ना, की प्रेग्नन्सीतली जी शुगर असती, अ, ती पण थोडी डिटेक्ट झाली होती मला. आणि अशा बऱ्याच अ, कॉम्प्लिकेशन्स आणि समस्या होत्या आणि त्यामुळे असा हार्मोनल इम्बॅलन्स झाला होता माझ्या म्हणजे शरीरामध्ये. आणि मुलीकडं लक्ष देता-देता माझं म्हणजे माझ्याकडे थोडं मी दुर्लक्ष करायचे. इतकं टाईम टू टाईम औषधं न घेणे म्हणा, मुलीकडेच बघणं किंवा ती म्हणजे ती तिचं काही अ, कमी-जास्त होऊ नये याकडं सगळं लक्ष, रात्रीची जागरणं म्हणा आणि पुन्हा नंतर मग असे ज्या व्याधी आल्या, तर त्याच्यावर मी लवकर अशी हे केलं नाही, म्हणजे लक्ष दिलं नाही आणि म्हणजे इग्नोर केलं, म्हणजे ठीक आहे ना, मी आता हिचं बघतेय मी आणि माझ्याकडे कुठे बघू, पण मला घरचे पण टोकायचे.
अरे, अरे. हो. हं. हं, म्हणजे स्वतःचा आजार ब सोडून तुम्ही तिच्याकडे लक्ष दिलंत.
हो, हो, मग अ, घरचे पण मला टोकायचे, की "अगं इतकं हेळसांड नको करू. तिच्याकडे बघतं कोणतरी, काहीतरी करतं, असं तू एकदम हे होऊ नको." म्हणजे कॉशस असं म्हणतो पॅनिक होतो, काहीतरी तसं व्हायचं, म्हणजे तिला कसं जपायचं? तिला कसं म्हणजे माझ्याकडे मी दुर्लक्ष करायचे, मला तिचे इतके त्रास व्हायचे, म्हणजे मला डोकं दुखायचं, कधी-कधी चक्कर वगैरे यायची आणि म्हणजे वेट गेन पण होतंच, भूक लागायची नाही, म्हणजे असं विचित्र झालं होतं सगळं, म्हणजे माझं-माझं रूटीन नव्हतं आणि मला त्याचा त्रास होत होता आणि नंतर-नंतर तर इतकं मला हे व्हायला लागलं ना, म्हणजे उठता पण येत नव्हतं, डोकं वगैरे दुखायचं, ताप वगैरे यायचा. अशा बरंच हे झालं. मग त्याच्यामुळे माझ्या मानसिक थोडासा ताण येत होता आणि तिला म्हणजे हँडल इतकं करू शकत नव्हते व्यवस्थित मी. मग अ, थोडी घरच्यांची वगैरे
अरे बाप हं, आणि आणि पहिलं मूल असलं, की ती भावना थोडीशी वेगळी तर असतेच, पण थोडं अ, पहिल्यांदा पालक होणं अवघड असतं असं म्हणतात.
हो. नक्कीच, नक्कीच. खूप अवघड असतं. मग ते वाटतं, की हिचं कसं व्हायचं? कोण बघणार? पण आपल्याला घरचे जर सपोर्टिव्ह असतात ना, मग ते इतकं हे होतं म्हणजे घरच्यांनी खूप सपोर्ट केला. हां, आईनी म्हणा किंवा अ, सासू-सासऱ्यांनी खूप सपोर्ट केला. त्यामुळे मग अ, ती म्हणजे असं कळलं नाही, की ती 3 वर्ष, 4 वर्ष कशी गेली. आणि मग अ नंत
हं, आधार मिळतो. पण मग आता अ, म्हणजे थोडीशी मुलगी मोठी झाली असेल तुमची, तर मग, थोडीशी एक म्हणतो ना, आपण स्वतंत्र किंवा इंडिपेंडंट झाली असेल, थोडी काही बाबतींमध्ये, तर मग आता तो तुमचा एक्सपिरियन्स कसा चालू आहे?
हां. हो, हो. हो. हो, हो. हो. आता हेच म्हणजे अ, पालक म्हणून आपण तर जागरूक असतोच, की तिचं आहे ना, व्यवस्थित, तिने घेतलं नाही. आणि थोडी अ, लहान मुलं म्हणजे थोडं अ, विसरभोळेपणा असतो. काहीतरी विसरतं, काहीतरी राहतं. मग ते अशी अ, म्हणजे वाटतं, की तिने हे घेतलं असेल की नाही? ते घेतलं असेल की नाही? मग तिचे म्हणजे शाळेची बॅग तयार करायची, तिला म्हणजे सांगायचं, "की तू बॅग कशी टाईम टेबलप्रमाणे भरू शकतेस" किंवा क्राफ्ट्स म्हणा किंवा प्रोजेक्ट्स. तिचा अभ्यास जो असतो ना, त्याच्यामध्ये बरंचसं आपण लक्ष घालतो. म्हणजे आपण जवळ-जवळ त्यातच असतो म्हटलं तरी चालेल. आणि मग अ अ, हो फील येते आणि अ, चिंता वाटते की अ, यावेळी मार्क्स येतील, की नाही? मग सारखं टीचरना भेटणं म्हणा, किंवा असे दु दुसरे तिच्या गाइडन्ससाठी प्रोफेशनल क्लास शोधणे. म्हणजे कोण अशा टीचर आहेत, की तिला प्रॉपर गाइड करू शकतात? मग त्याच्यामध्ये तुम्ही असे गुंतले जाता आणि म्हणजे तुमचं आयुष्याचं असं अ, व टाईम ड्युरेशन असतं ना, ते पूर्ण चेंज होतं. आणि तुमचा लाइफस्टाइल म्हणा, किंवा जे हं लाईफमध्ये टाईम जो स्पेंड करायचा असतो ना ते ते इकडे-तिकडे होऊन जातं आणि तुम्ही एका फेजमध्ये गुंतले जाता थोडक्यात. म्हणजे त्याच्याकडेच लक्ष तुमचं डायव्हर्ट होतं, की आपलं पाल्य व्यवस्थित करतं का नाही? त्याला जमत असेल, की नाही? त्याला गाईडन्स मिळत असेल की नाही? मग सारखं शाळेच्या भेटी घेणं. मीटिंग्ज अटेंड करणं, किंवा त्यांच्या ज्या डेव्हलपमेंट आहेत, इनर डेव्हलपमेंट म्हणा. काही छोट्या वैयक्तिक सवयी, मग त्यासाठी पण हां. मग थोडंफार सांगतो आम्ही तिला. मग त्याप्रमाणे पण ती आता म्हणजे करते स्वतःचं स्वतः. असं होतं हां. हो.
अ, हो. अ, हो, परत शाळेत गेल्यासारखं वाटतं पालकांना कधी-कधी. हां. हं. हां. हो, त्याही महत्त्वाच्या असतात. वाह! छान. पण बघा ना, म्हणजे आता एक असतं बालपण, जेव्हा एकदमच लहान असतं आणि तुम्ही अ, खूपच त्रास सहन केलेत तेव्हा. मग असतात शाळेची वर्षे. मग एक वयात येतात मुलं. किशोर वय येतं त्यांचं, मग नंतर तरुण होतात आणि अजून स्वतंत्र होतात. मग मला 2 गोष्टी सांगा बरं, की तुमच्या पालकत्वात अ, कोणती गोष्ट म्हणजे कोणत्या गोष्टी, किंवा कोणती मूल्य तुम्ही सारखीच ठेवाल आणि कोणती मूल्य बदलत राहाल?
हो. हो. हो ना. हो, म्हणजे अह
किंवा मूल्य, किंवा वर्तन, किंवा तुमची वागणूक म्हणा.
अ, हो-हो नक्कीच. म्हणजे अ, शिस्त तर मी कायम ठेवेन. म्हणजे लहान मुलांना शिस्तही लागली पाहिजे लहानपणापासून. कारण जर शिस्त असेल, तर त्यांच्या लाईफला एक नवीन दिशा मिळते आणि पुढे जाऊन ते म्हणजे अगदी व्यवस्थित उभं राहू शकतात. आणि त्या शिस्तीचा बेस असल्यामुळे, त्यांना कुठल्या गोष्टींही फेस करताना काही अडचण येत नाही. आणि ते अ, यशस्वीरित्या त्याच्यामध्ये मात करू शकतात. आणि अ, हो, शिस्त ठेवेन आणि संस्कार तर कायमच ठेवेन. संस्कार लहानपणापासूनच अ, तिला मी दिलेले आहेत. द्यायचा माझा प्रयत्न असतो, म्हणजे माझ्याकडून ही असतं, आजी-आजोबांकडंन असतं वड्ल वडीलधाऱ्या माणसांकी.
हं. 100 टक्क हं. हो. काही उदाहरणं द्याल, यात नक्की काय-काय, छोट्या-छोट्या गोष्टी शिकवतात?
अ, हो, म्हणजे मोठ्यांशी कसं वागावं, त्यांचा कसा आदर करावा आणि उठल्या-उठल्या, अंन अंघोळ केल्यावर त्यांना नमस्कार करावा, त्यांचा रिस्पेक्ट ठेवावा. आणि जे कोणी पाहुणे वगैरे येतात ना आजकालची मुलं बघा, दखल अजिबात घेत नाहीत, किंवा ते पाहुणे आले तर अ, दार लावून बसतात, बाहेर सुद्धा येत नाहीत. मग अ हो ना, मग तसं वर्तन मी बघितलेलं आहे बऱ्याच जणांचं. म्हणून मग मी तिला आधीपासून साल सांगितलं आहे. कोण आलं, की बाहेर यायचं, त्यांची चौकशी करायची, कधी आलात बसा, किंवा पाणी देणं म्हणा, अशा या छोट्या-छोट्या गोष्टी हो, मग अशा सवयी लावलेल्या आहेत. आणि अ, किचनमध्ये सुद्धा थोडीफार मदत करते, म्हणजे टेबल पुसणे म्हणा, किंवा छोटी-छोटी भांडी अशी वॉश करणे. अगदी अशी मोठी नाही पण तिचे तिचा जो डब्बा आहे, वॉटर बॅग, असं वॉश करायला शिकवलं आहे. पुन्हा जे अ, आईच्या हाताखाली, किंवा आजीच्या हाताखाली भाज्या कट वगैरे करणे. तर असं काहीतरी करते ती आणि बाकी मग अ अ, हे आध्यात्मिक संस्कार तर आहेच अ, आजींनी दिलेले आहेत, तिला. शुभंकरोती म्हणणे म्हणा, स्तोत्र म्हणणे, किंवा कधी पूजा करत असताना तिथे जाऊन बसणे आणि थोडं नामस्मरण करणे. आणि संध्याकाळची दिवाबत्ती करणे, किंवा मग अ, शुभंकरोती म्हणणे. अशा आम्ही तिला सवयी लावलेल्या आहेत. म्हणजे तशी ती आध्यात्मिक पण तिला असे संस्कार झाले पाहिजेत ना. मग त्याचं पण हां म्हणजे एन्शुअर करतो, की तिला सगळ्या प्रकारचे संस्कार झाले पाहिजेत तिच्यावर.
अरे वाह! हं, मोबाईल घेऊन आत जातात पळून. हं, खूप महत्वाचं आहे, हे खरंच. किती छान. हां. हां. अरे वाह! नक्कीच नक्क या एक संपूर्ण डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. पण तुम्ही एक किचनमधली तिला ज्या सवयी लावल्या आहेत हा थोडासा खाजगी वाटू शकतो प्रश्न, पण अ, यासाठी का, की ती मुलगी आहे म्हणून?
हो, हो चाईल्ड डेव्हलपमेंट. हो, हो. हं. हं. अ, नाही-नाही असं काही नाही कारण, मुलांना पण म्हणजे माझे मिस्टर पण स्वतः कोण आलं तर त्यांना पाणी नेऊन देतात किंवा चहा वगैरे विचारतात किंवा चहा बनवूनसुद्धा देतात. असं आहे. हां, मग ते आमच्या कुटुंबामध्ये आहेच तसं मी मुलांवर संस्कार पाहिजेत. कारण मुली पण कुठेतरी बिझी असतात, कुठे जॉबनिमित्त इकडे-तिकडे गेलेले असतात म्हणजे घरातली सून म्हणा. मग अशावेळी मुलांनीच पुढं आलं पाहिजे आणि त्यांनी दिलं पाहिजे ना, म्हणजे किती दिवस तुम्ही आईवर अवलंबून राहणार तुमच्या? किंवा सासूबाई किती दिवस बघणार? की त्या त्यांनी पण केलं पाहिजे ना पुढे होऊन. कारण तरुण आहात म्हणजे तुम्हाला घरातले संस्कार माहिती आहेत. आणि अतिथींचा आदर कर्तव्य करणं तुमचं हे कर्तव्यच आहे आदरातिथ्य करणं असं मला वाटतं. तर ते संस्कार लहानपणापासून लागले ना मग पुढे जाऊन त्यांना ते असं विचित्र म्हणजे, इगो त्यांचा वर येत नाही किंवा त्यांना असा कमीपणा वाटत नाही कशामध्ये मग ते हं
अरे वाह! किती छान! हो. हो. बरोबर आहे. हो. नक्की. अगदी बरोबर आहे. आणि घरात हातभर लावणं आणि चांगलं एक कल्चर निर्माण करणं आणि ते जुनं अ, जसं वळण आहे तेच टिकवून ठेवणं खूप महत्वाचं आहे. पण तुम्हाला असं वाटतं का, की आपलं घर किंवा आपला परिवार जसा असतो. काही असतात जॉइंट फॅमिली काही असतात एक संयुक्त कुटुंब किंवा अ, एक युनिट असते छोटीशी फॅमिली असते. त्याप्रमाणे पालकत्व बदलू शकतं असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे परिवाराचा टाइप कसा आहे त्यावरून?
वळण आहे. हां. नक्की. हां. हो. हो, हो. बदलू शकतो कारण न्यूक्लिअर फॅमिली असतात आणि कधी जॉइंट फॅमिली असतात बघा, म्हणजे छोट्या फॅमिली. जिथं सासू, सासरे नसतात फक्त आई-वडील आणि त्यांची मुलं आणि जॉइंटमध्ये सासू-सासरे आता असतात किंवा बाकी कोणी अ, मेंबर्स असतील. भाऊ असतील त्यांचे बहिणी किंवा आत्या वगैरे, अशी लोकंही असू शकतात. मग अ, जॉइंट फॅमिलीमध्ये कसं अ, जबाबदाऱ्या अशा म्हणा कर्तव्य इतकी राहत नाहीत म्हणजे सगळ्यांमध्ये डिस्ट्रिब्यूट होतं आणि तुमच्या मुलांना सांभाळायला किंवा संस्कार द्यायला बरीच माणसं असतात. मग त्याच्या म्हणजे कौटुंबिक संवाद असा असतो तो जॉइंट फॅमिलीमध्ये जास्त असतो आणि न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये वेळेअभावी तेवढा आपण संवाद डेव्हलप नाही करू शकत. तो त्याचा ड्रॉबॅक आहे.
हो. हो. अगदी. हां, आणि ते म्हणजे, आवर्जून घालावे लागतात ते संस्कार आई, वडिलांनी.
हो, हो. घालावे लागतात किंवा संस्कार वर्ग पण लावतात काही काही. हां, हां. म्हणजे ते जरा फो लावलं पाहिजे आता जमानाच असा झालाय. नाहीतर मग अ, जॉइंट फॅमिलीमध्ये तसं मूल घडतचं आणि त्याच्यावर संस्कार आपोआप घडत जातात. पण आम्ही पण जॉइंट फॅमिलीमध्ये वाढलोय त्यामुळे आम्हाला म्हणजे त्याचे फायदे माहिती आहेत, की जॉइंट फॅमिली कशी असते आणि सुखदुःखामध्ये पण अ, शेअर होतात आणि पुन्हा जबाबदारी पण अशी सहजरित्या पेलली जाते जॉइंट फॅमिलीमध्ये. पण अ, न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये त्याची सौ सवयच नसते किंवा संस्कार नसतात त्यामुळे जबाबदारी म्हणजे एक मोठं हे वाटतं म्हणजे कर्तव्य म्हणजेच जबाबदाऱ्या. जबाबदाऱ्या म्हणजे असं काहीतरी वेगळं वाटतं त्यांना म्हणजे, म्हणतात ना, की असं आभासी हां ओझं वाटतं डोक्यावर. मग तसं, हो.
हो, हो. बरोबर. घडतं. माहित आहे, किती छान! कसं एक ओझं. हो आणि मग ते कल्चर पण तसंच पुढे जात राहतं त्यांच्याही पुढच्या पिढ्यांबरोबर अ
पुढं जातं. हां, म्हणजे इमोशनल बॉन्ड राहत नाही, किंवा आई, बाबांना विचारणं नाही, किंवा आई, बाबांना पण मुलांप्रती इतकं काही वाटत नाही. म्हणजे ते एक कनेक्शन असतं ना, भावनिक कनेक्शन कुठेतरी लॉस्ट होतं, न्यूक्लिअर फॅमिलीत असं मला वाटतं.
हं. अगदी बरोबर म्हणजे तुम्ही थोडक्यातच, अ, कसं वयाबरोबर पालकत्व बदलतं आणि मुलांचे संस्कारही आपण तरीही टिकवू शकतो. जरी आपलं वय वाढलं त्यांचंही वय वाढलं तरी. ते अगदी थोडक्यात समरीमध्ये पण पूर्णपणे व्यवस्थित उदाहरणं देऊन सांगितल त्याबद्दल तुमचे खूप आभार, आणि तुमच्या मुलीला शुभेच्छा खूप जास्त. पुढे जाऊन ती खूपच तुमच्यासारखी अ, संस्कारी आणि चांगली मुलगी बनेल नक्कीच. तुमच्याशी बोलून खूप-खूप छान
हो, हो. हो, हो. ह, धन्यवाद. हो, नक्कीच. प्रत्येक पालकांची अपेक्षा असते आणि तुमच्या शुभेच्छाबद्दल आणि तुमच्या वेळेबद्दल तुमचेही धन्यवाद. आणि खूप सारे आभार.
आभार, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.